तर अ, हे ओ करणं महत्वाचं आहे. तुम्ही असं नाही का, एकच ध्यान करा फक्त लक्ष लावा आणि ते लक्ष भटकू देऊ नका. मनाचा जो विचार काम असतं ते भटकावण्याचं काम असतं. तुम्हाला माहित नाही मी एक उदाहरण स अ, मी म्हणजे एक उदाहरण देतो की एका मुलासारखंच मन राहतं. तुम्हाला माहित आहे का ते?
अच्छा. हो. हो. हो.
अं?
हो ना. हो ना. म्हणजे चंचल असतं आपलं मन.
हो. तो तुम्हाला इकडच्या गोष्टी दाखवणं, तिकडच्या गोष्टी दाखवणं पण तुम्ही त्याच्याकडे ध्यान लावून नुसतं पहा. तो शांत व्हायला सुरुवात होतो.
अच्छा.
मुलं जास्त आपण जर आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये? मुलं जर असते तर आपण काय करतो, त्यांना जर दाबायचं असलं तर आपण त्यांना बोलत नाही. फक्त पाहत राहा तुम्ही त्याची ॲक्टिव्हिटी डायरेक्ट मंदावता. बरोबर? त्याची ॲक्टिव्हिटी कमी होऊन जातंय.
बरं. <chuckles> <laughs> अगदी खरं आहे.
उड्या मारत असला, हे करता असला, नुसतं पाहत राहायचं. तो लगेच मधीच म्हणेल, "पप्पा ते पहा वरती काय उडतंय?" त्याच्याकडे नाही म्हणायचं. तिकडंच पहायचं. "पप्पा ते पहा ते कोण आलंय?" तिकडं नाही पहायचं, त्याच्याकडेच पाहायचं. "पप्पा ते चॉकलेट पडलंय तिथं" त्याच्याकडे पाहायचं. तर तुम्ही पाहताना ज्यावेळेस तुमच्या विचारांना त्यावेळेस तुमचं ध्यान लागण्यासाठी सुरुवात होते. हं, हं.
अगदी खरं. हं. <chuckles> <laughs> अरे वाह वाह! खूपच छान. अरे ब हां. म्हणजे माझा मुलगा पण असाच आहे ना. की जेव्हा तो करतो ना त्याला मी ओरडतो तेव्हा तो शांत नाही होत म्हणजे मला ते क्लिक झालं कुठेतरी. आणि मग अ, जेव्हा मी त्याच्याकडून बघतो ना तो म्हणतो, "काय? असं का कलतोय?" ते तर छोटा आहे. <laughs> त्यालापण कुठेतरी एक सारख बघत बसतो तर शांत होऊन जातो. अगदी खरं सांगितलं तुम्ही.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. <laughs> मन अन ध्यान ए मुलं आणि ध्यान अ, मन, मुलं हे एकच प्रमाणात आहे आणि तसेच काम करतात. पण तुम्ही त्यांच्यासोबत कधी वाहत जाता. हां. मग त्यांनी दाखवलं तुम्हाला, "अरे, आंबे पहा झाडावरचे" तर तुम्ही लगेच पाहत बसता. पण त्याच्याकडं नाही ते पाहायचं. "तू दाखवत मला तुझ्याकडेच पहायचंय. तू काय दाखवतो ते" आणि त्याच्या सर्व ग म गती मंदावू लागतात थोड्या, थोड्या, थोड्या, थोड्या आणि तो स्थिर होऊ लागतो.
अच्छा. आहां. <laughs> हां. हो, हो. अगदी खरं आहे म्हणजे तुम्ही सुंदर लॉजी सांगितलं ना मुलाची आणि मनाची तर अ, मला खरंच म्हणजे नाही का असं ते कुठेतरी जाणवलं की एक रिलेशन जे आहे ना ते नॅचरल रिलेशन झालेलं आहे. तर अ, खरंच खूप छान म्हणजे नाही का एक्सप्लेन म्हणजे केलं तुम्ही. अ, तर मग समजा आपल्याला ध्यान करायचं आहे. तर मग अ, एक रोजची वेळ ठरवा काही लोक असं म्हणतात की रोज एकाच वेळी करा एकाच ठिकाणी करा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कधी करायला पाहिजे ध्यान? आयडियल टाईम कोणता आहे? किंवा मग कधी ऑन द गो करू शकतो?
तर असंच आहे ध्यान. एकदम सोपं. हं, हं. हं, हं. हं. शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटतं का शिकूशी थोडंफार? आत्ताही तुम्ही जर शाळेत गेला तर तुम्हाला कसं वाटतं बरं?
हां.